मऊ मऊ. <laughs> आणि तो स्पर्श. हो. आणि,
हं. हां. म्हणजे मलमलचं कापड किती मऊ असतं, किती छान असतं. म्हणजे ती साडी घातली तर असं वाटतं, एखादं म्हणजे बाळाला कसं आपण मऊ कपडे घालतो ना, तशी वाटते ती साडी. किती आरामदायक म्हणजे. <chuckles>
हं, हं. कशाचं? अरे वाह! खूपच. <laughs> आणि पण तुम्ही अ, तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती बरं, ज्यावेळेस तुम्ही साडी घातली आणि तुम्ही खरंच तुम्ही स्वतःला देवीसारखं त्या आरशामध्ये पाहताय आणि तुम्ही उभा आहे त्या ठिकाणी? तर कशी प्रतिक्रिया होती बरं? म्हणजे काय, किती वेळ पाहत होता तुम्ही स्वतःला आणि खरंच खूप सुंदर दिसते असं तू स्वतःला म्हटलंय त्या आरशामध्ये पाहून? <laughs>
हं. मी पहिल्यांदा साडी घातली होती ती माझ्या कॉलेजमध्ये आणि ती माझ्या आजीची साडी होती. आणि आजीची साडी म्हणजे काय किती मऊ असते ना. आजीबाईची साडी म्हणजे आजीचा स्वभाव जसा एकदम कोमल, निर्मळ असतो, तशीच आजीची साडी असते. आणि तिनेच मला नेसवली होती. आणि ती घातल्यावर म्हणजे मला असं वाटलं की म्हणजे नवरात्री देवीची कशी पॉवर येते ना, तसं आणि आजीने त्यात मला तिचे दागिने पण दिले, तिच्या बांगड्या पण दिल्या. आणि आईनं मस्त माझी वेणी वगैरे बांधली, गजरा घातला. तर ते घातल्यावर मला असं वाटलं की मी मी नाहीच आहे. <chuckles>
<laughs> अच्छा. अच्छा. <laughs> त्या साडी त्या साडीत उतरलेला असतो. हं, हं अरे वाह! अरे वाह! खूपच गोड. हं, हं. तुम्ही आजी आहात आता तरुणपणातल्या. <laughs> उगीच
हां. हो, अगदी बरोबर. म्हणजे आजी तर इतकी खूश झाली होती ना मला बघून. तिनं तर मला घट्ट असं मिठी मारली आणि ती म्हटली, "अरे वाह! माझी बाई, किती सुंदर दिसते तू. तुला मी काळा टिळा लावते, म्हणजे तुला नजर नाही लागणार."
हं, हं. हां.